आलं लक्षात. म्हणजे शाळेपेक्षा वेगळं काहीतरी आपण घरी केलं पाहिजे. शाळेमध्ये पण फिजिकल ॲक्टिव्हिटी असतात पण त्यापेक्षा क्रिएटिव्ह काहीतरी वेगळं केलं तर मुलांना ते बोरिंग वाटणार नाही असं बरोबर?
बरोबर. अ, हो. कारण मुलांचा बेन मेंदू तुम्हाला काय मागतोय, मुलांना नवीन काहीतरी शिकायचंय, नवीन काहीतरी हवंय. आता तुम्हाला नवीन काहीतरी हवंय तर लुडो पण एका लिमिटपर्यंत आहे त्याच्यानंतर तो नवीन काही देत नाहीये. पण चेससारखा गेम जो आहे त्याच्यामध्ये एवढ्या प्रोबॅबिलिटीज आहेत, एकदा जिंकलेला गे डाव तुम्ही पुन्हा तसाच नाही जिंकू शकत.
हां. हो ना. पुन्हा नाही रिपीट करत. हं, म्हणजे कॉम्बिनेशन्स खूप असते त्याच्यामध्ये, बरोबर.
तुमच्या व्हेरायटी होती ती येस, येस. तर त्याचा ॲल्गोरिदम एक पूर्ण वेगळंच असतं ते तुमच्या माइंडमध्ये सेट होतं. मग त्यामुळे ते क्रिटिकल थिंकिंगसाठी ते खूप चांगलं पुढे उपयोगी पडतं मुलांना तर माझ्याकडे तर जवळ-जवळ 2 बोर्ड आहेत सध्या 1 मोठा बोर्ड आहे 1 छोटा बोर्ड आहे चेसचा. अ, रुबिक्स क्यूबचे जवळजवळ 8-10 रुबिक्स क्यूब आहेत वेगवेगळे.
हां. हां.
3 बाय 3 मध्येच माझ्याकडे जवळजवळ 3-4 रुबिक्स क्यूब्स आहेत वेगवेगळ्या व्हेरायटीचे. म्हणजे साधे स्क्वेअरवाले आहेत, त्याच्यानंतर हेक्सागोनल स्क्वेअर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वेअर आकार मिरर क्यूब आहे, ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर एक जो आहे भरपूर मोठा आहे तो काहीतरी 50 बाय 50 एक क्यूब आहे. ते भरपूर आमच्या घरामध्ये ते आवड असल्यामुळे ते विकत घेणं होतं आणि मग ते खेळणं होतं.
अच्छा. हं. हो ना, मिरर क्यूब असतात काही. अरे बापरे! म्हणजे हं. आहेत.

अच्छा. तर यामध्ये आपण असं पिकनिक वगैरे काढणं किंवा अ, फिजिकल ॲक्टिव्हिटीज करणं, बोर्ड गेम्स वगैरे खेळणं अशा अ, पद्धतीही अ, वापरू शकतो का हो स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी?
हो, आहेत. आहेत. बघा आता माझ्याकडे, आमच्याकडे आहे ना, तुम्ही जसं म्हणताय ना बोर्ड गेम्स वगैरे. तर आमचा संडे दुपारचा कार्यक्रम असतो. संडेचं जेवण जे आहे दुपारचं, ते बऱ्याच वेळेला उशिरा होतं. अडीच, 3:00 वाजतात आणि त्याच्यानंतर ज्यांना झोपायचंय, ऑफकोर्स कारण आजी-आजोबा ह्यांचे घरात आहेत, मुलांचे, त्यांना झोपायचं असेल तर ते झोपायला जातात. पण मग मुलांना ची मुलांची चुळबुळ असते, "टीव्ही लावूया? टीव्ही लावूया?" "नाही." मग आमचा एक मस्तपैकी तिथे लुडोचा गेम असतो. आम्ही तो लुडोचा गेम, फिजिकल गेम आहे, ऑनलाइन नाही किंवा चेसचा गेम खेळला जा
हां. अच्छा. हां, अच्छा, मी तेच विचारणार होतो. लुडो पण फिजिकल अ, आहे, बरं आहे, म्हणजे ऑनलाइन आलंय ते पण, हं.
हो, लुडो आणि चेस. बरोबर, लुडो आणि चेस हे 2 गेम आहेत आमच्याकडे किंवा माझ्याकडे रुबिक्स क्यूबचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे, जे रुबिक्स क्यूब, अ, आपले सगळे रंग सारखे करून आणायचे वगैरे. तर त्याच्याविषयीची कॉम्पिटिशन दोन्ही मुलांमध्ये लावून द्यायची, की कोण पहिला बनवतंय, कोण पहिला आणतंय, टायमर लावायचा. अशा गोष्टी आम्ही अ, रविवारी त्या त्या दुपारच्या जेवणानंतर नक्की हमखास करतोच करतो.
अच्छा. हो ना. हां. अरे वा! म्हणजे बौद्धिक अ, खेळ अ, तुम्ही खेळता, म्हणजे त्याला चालना देण्याचं काम अ, तुम्ही करता, बरोबर?
हो. आणि ते त्यांना वेगळं वाटतं ना कारण शाळेमध्ये हे गोष्टी होत नाहीत. शाळेमध्ये चेस नाहीये खेळायला, म्हणजे शाळेचा चेस म्हणजे डी-एस-ओला वगैरे जाणं आहे, पण तो शेवटी तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायचा आहे, मग त्यांची तशी पण प्रिपरेशन होते.
हो. हां.

डायरेक्ट म्हणजे प्रश्नच ते बदलले गेलेत. की बाबा मी ग्राउंडला जाऊ हे कोण विचारतच नाहीये!
बरोबर.
पहिल्या ग्राउंडवरून धमकी देऊन आणावं लागायचं, "तू घरात ये, नाहीतर मी घेणार नाही." अशी धमकी द्यावी लागायची आणि आता आता आहे की "तू तू खेळायला जा नाहीतर मी जेवायला देणार नाही." असं सांगावं लागतं. तेव्हा ते खूप अ, म्हणजे आता खूप एफोर्ट्स टाकावे लागतायत खरोखर. पहिला म्हणजे माझ्या घरामध्ये एक शिस्तचा नियम असा आहे की
आणि घरचे पण हां. <chuckles> बरोबर. हो. उलटं झालय. बरोबर आहे ना.
1 तासाचा अभ्यास कमीत कमी कर. त्याच्यानंतर तुला 15 किंवा 20 मिनिटासाठी मोबाईल मिळेल.
हां. हं.
हा टाईम बाउंड जे काम आहे तेही झालेलं आहे एक. दुसरी गोष्ट त्याच्यावर तुम्हाला जर मोबाईल हवा असेल, 20 मिनिटाच्या वर "तर पुन्हा 1 तास अभ्यास कर. किंवा 2 तास ग्राउंडला खेळून ये. मग मी मोबाईल देते." म्हणजे हा जो काही प्रकार आहे, तो थोडा घरामध्ये स्ट्रिक्टली आम्ही करतोय सध्या प्रयत्न तर चालू आहेत आणि अ, आमच्या दोघांचाही प्रयत्न असतो, की ऑफिसनंतर घरात शक्यतो ऑफिसच्या कामांसाठी कोणताही इन्स्ट्रुमेंट वापरायचं नाही.
अच्छा. हां. हो. अच्छा. आलं लक्षामध्ये.
ना लॅपटॉप, ना मोबाईल. पण दुर्दैवाने माझ्या मिस्टरांना तेवढी मुभा नाही मिळत.
आणि या मते हं, हं. आलं लक्षामध्ये की बिझी लाईफ तुमचं असतं अ, दोघंही वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे, तर वयानुसार ही स्क्रीन टाईमचे नियम आपल्याला ठरवावे लागतात का ओ? काही मुले लहान असतात, काही मोठी असतात, काही टीनेजर्स असतात, तर कशाप्रकारे वेगवेगळे नियम ठरवले पाहिजेत वयोगटानुसार?
बरोबर. बरोबर. बघा कसं आहे ना मी मी तर माझी माझं स्वतःच जे मत होतं किंवा अजूनही ठाम आहे मी या मतावर, की बाबा किमान तुम्ही 6 वर्षाचं होईपर्यंत, त्या मुलाला कोणती स्क्रीन देऊ नका. त्याचे डोळे खूप लहान आहेत आणि खूप डेव्हलपमेंट चालू असते, पण दुर्दैवाने आज हॉस्पिटलमध्येच मुलाला म्हणजे झाल्या-झाल्याच त्या मुलाला पहिल्या स्क्रीनवर पाहिला तर फोटो काढला जातो, "हे धिस इस माय बेबी," काढला पहिला फोटो सेल्फी. तिथपासून जी सुरुवात होते, ती घरात बाळ जेवत नाहीये, दे त्याला कार्टून लावून, दे त्याला गाणी लावून मोबाईल हातामध्ये. ते बाळ गपचूप जेवतय. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव आमच्यासारख्या माता जेव्हा ऑफिसला जातात आणि मुलं घरी असतात, मग ते आजी-बाबांच्या हातात असतील किंवा एखाद्या आपण म्हणतो ना की घरात मेड आहे किंवा अगदीच बेबीसिटिंगला वगैरे पण पाठवलंत, तरी जर बाळ रडतय, तर त्याला मोबाईल द्या ते गप्प बसेल आणि त्याला भरवा. ते खाईलही.
अच्छा. बरोबर. <chuckles> हो ना. हां. हां. हो. हां.

हे जे काही पियर प्रेशर आहे, त्याला ब पालकांनी बळी न पडता, ते मोबाईल जे आहेत ते कमीत-कमी ह्याच्यात माझ्या माझ्या आई-वडिलांनी, जेव्हा मोबाईल होते माझ्या आई-वडिलांनी सरळ सांगितलेलं, "तू स्वतःच्या पैशाने कमाव आणि तुझा मोबाईल घे."
हां. बरोबर आहे. हो.
सिंपल. म्हणजे असं नव्हतं की त्यांची ऐपत नव्हती, असं नव्हतं की ते देऊ शकत नव्हते. पण त्यावेळच्या मोबाईलची किंमत तुझ्या अर्निंग्जपेक्षा किती जास्त आहे किंवा तू किती अर्न करतेस त्याच्यातला, तू मोबाईलला पैसे देशील. कारण मला आठवतंय मी जवळ-जवळ जॉबला लागून 6 महिने झाले आणि मी पैसे साठवले आणि त्याच्यानंतर मोबाईल विकत घेतलाय.
हां. अरे बापरे! म्हणजे स्वतःच तुम्ही विकत घेतला मोबाईल. स्ट्रगल हं.
स्वतः विकत घेतलेला आहे. मग त्यामुळे जर मी माझा मोबाईल विकत घेतलाय, तर मी माझ्या मुलांनाही त्यासाठी उदयुक्त करणार. मी त्यांना आधीच सांगितले तुम्ही कितीही स्कॉलरशिप कमवा, काहीही कमवा, पण ते पैसे मोबाईल विकत घ्यायला वापरायचे नाहीत.
नक्कीच. नाहीत बरोबर. खूपच छान मला वाटतं ही संकल्पना आहे. खरंच म्हणजे पॅरेंटल कंट्रोल असलंच पाहिजे 18 वर्षापर्यंत कारण की बघा ना, जसं तुम्ही म्हटलात, कंटेंट अ, टीव्हीवर एवढा धुमाकूळ घातला तर इंटरनेट तर ओपनच आहे मग डायरेक्ट म्हणजे
मला जे काही हवंय ते आहे ना माझ्या मोबाईलमध्ये. बरोबर. पूर्ण ओपन आहे. तुम्ही काही एक शब्द लिहिला तर तुम्हाला त्याच्याविषयी सगळं ज्ञान मिळतंय अगदी, म्हणतात ना की व्हिडिओ, इमेजेस आणि एआयचा आता तर एआय आहे डाइव्ह इन डीप, डीप डाइव्ह एआय.
हं, हं. फर्स्ट. हो. सर्वच. हो, हो.
अजून त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करताय जी खरंच गरजेची आहे का?
हो ना.